आम्ही पाहतो की आमच्या परिसरामध्ये भरपूर लोकं असतात आणि अ, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तर आम्हाला असं वाटतं की आपल्या परिसरातील प्रत्येकाने एकमेकावरती विश्वास कसा ठेवा? किंवा कसा वाढवता येईल? याच्यासाठी काही टिप्स आहे का तुझ्याकडे का नेमकं कशाप्रकारे या सर्व गोष्टी करू शकतो?
हा, नक्कीच आपल्या परी आपल्या परिसरातील, जे अ, लोकं आहेत, आपल्यासोबतचे आजूबाजूला राहणारे. ते त्यांच्यासोबत काय आहे ना की एक
हं, हं.
विश्वास वाढवायला आपल्याला जी मदत करते, ती सगळ्यात पहिले म्हणजे काय आहे की संभाषण करणे की बऱ्याच वेळा आता काय होतं ना की आता आपण शहरामध्ये राहतो. फ्लॅटचं सिस्टम आहे किंवा मग जे नवीन आता कल्चर आहे की जेणेकरून काय होतं ना, आजूला आजू-बाजूला कोण राहतं त्यांची नावसुद्धा माहीत नाही किंवा आपण आवर्जून बोलतही नाही. एवढी प्रायव्हसी अ, झाली आता लोकांना. पण जेणेकरून आपण काय एक संवाद साधला पाहिजे त्या लोकांशी. अ, बोलल्या गेलं पाहिजे आणि छोट्या अगदी, छोट्या-छोट्या गोष्टी असतात की जसं रोजच्या आपल्या प्रक्रि अ, रोजच्या क्रिया असतात की बाबा कोणी दिसलं तर लाइक स्माईल देणं. नमस्कार, विचारपूस करणं, काय चाललं? ऑफिसला निघालात का? झाले का कामं? अशा गोष्टींची विचारपूस केल्या पाहिजे आणि त्यातल्या त्यात काय आपल्या परिसरामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात किंवा कोणाच्या घरी काही कार्यक्रम आहे आमंत्रण येतं, तर आपल्या पद्धतीनं आपण जाऊन तिथं वेळ देऊन छोट्या-मोठ्या मदत केल्या पाहिजे. सुख-दुःखात सामील व्हायला पाहिजे आणि काय आहे एक आदर ठेवला पाहिजे, परिसरातील प्रत्येक व्यक्तीचा, मोठ्या व्यक्तींचा की जेणेकरून काय आपल्याला भरपूर काळ त्याच परिसरात राहावं लागतं पहिली गोष्ट तर
हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.
विनाकारण भांडणं करून काही फायदा नाही किंवा मग याला-त्याला विज ओढत हां, बोलून काही फायदा नाहीये. कारण की ते म्हणतात ना, की नातेवाईक नातेवाईक भले कशेही असले चालतील पण शेजारी चांगला पाहिजे.
हो. अगदीच. <chuckles> बोलून काय फायदा नाही. हं हं. हं. हो. अगदी, अगदी. मग तुमचे संबंध कसे आहेत आजूबाजूच्या लोकांसोबत आणि ते कसे दृढ करतात तुम्ही?
अ, आमचे संबंध जे आहे ना फार चांगले आहे म्हणजे, असं वाटतं एकाच कुटुंबातले आपलंच काही घर आहे. तर आमच्या घरात म्हणजे असे काही बंधने नाही. आम्ही बिनधास्त त्यांच्या घरात जातो ते आमच्या घरात येतात. आणि अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींपासून सकाळची सुरुवात होती, की काही लागलं की चहापत्ती किंवा मग कधी साखर, कधी अदरक पाहिजे, अशा छोट्या-मोठ्या देवाण घो देवाण-घेवाणची सुरुवात होते. त्याच्यानंतर मग घरात काही जी भाजी बनली असेल किंवा चांगला पदार्थ बनला असेल त्याचीही देवाण-घेवाण होते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने एक दुसऱ्याला आम्ही मदत करतच असतो नेहमी.
हं, हं. हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं. हं, हं. हो, हो. अरे वाह! अरे वाह! अरे मस्त बरं एकदम. तर मग अ, तर म्हणजे त्यांच्या सोबत तुम्ही नातेसंबंध कसे घट्ट केलेत बरं, जे काही तुमचे नातेसंबंध आहे आणि त्याच्यामध्ये विश्वास तुमचा वाढला?
अ, सर्वप्रथम सांगायचं झालं तर काय आहे ना, की रोजचं जे संभाषण आहे ना, त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला एक दुसऱ्याबद्दल कळतात, की काय चालू आहे आयुष्यामध्ये? कधी कोणी बिमार असलं तर मग त्यांची विचारपूस करणं, त्यादिवशी मग त्यांच्या घरामध्ये हवं नको त्या गोष्टी बघणं. किंवा मग दवाखान्यात घेऊन जायचं असेल तर तशी मदत, की गोळ्या औषध आणून द्यायची असेल तर, तशी मदत. किंवा मग एखादं घरातले छोटे व्यक्ती असेल, की त्याला बऱ्याचवेळा असं होतं की त्याची शाळेची ब्या शाळेची बस निघून जाते किंवा त्याला शाळेत सोडायचं असतं किंवा शाळेतून आणायचं असतं, तर अशी मदत. किंवा मग त्यांना काही सामानाची आवश्यकती आवश्यकता असते, ते सामान आणून देणं मग घरात काही ना काही प्रॉब्लेम होतात. बऱ्याच वेळा स्त्रियाच असतात घरामध्ये, की लाईटचा प्रॉब्लेम झाला, काहीही इश्यू होतात, की जेणेकरून आपण मदतीसाठी नेहमी तयार असतो. अशातलाच तो भाग आहे.
हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. हं. हं. हो, खूप छान. हं, हं. हं, हं. अगदी, अगदी बरोबर बोललास, की आम्ही जर मदत केली तर मग, ह्या पाहा काही-काही वेळेस ना, भरपूर लोकं असतात ते आजूबाजूच्या अ, ठिकाणी राहतात आणि मग ते खूप ट्रिक वापरतात म्हणजे काय अजूक थोडे लांबचे लोकं जर झाले, परिसरातलेच लोकं झाले, तर तू त्यांच्याशी कसा संबंध प्रस्थापित करतो किंवा कशा प्रकारे त्यांच्यामध्ये आपला म्हणजे विश्वास वाढतो, आजूबाजूचे थोडे अगदी शेजारचे आम्ही सोडले. थोडेफार कॉलनीतले वगैरे त्यांच्याशी कसे संबंध वाढवाय?
हे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ना, जसं गणपती उत्सव झाला, नवरात्री उत्सव झाला, परत त्याच्याव्यतिरिक्त अजून काही ना काही जे कार्यक्रम होतात किंवा मग कोणाचं लग्न कार्य आहे घरामध्ये. काही दुःखद प्रसंग आहे. तर अशावेळी काय होतं ना, की सगळेजण एकत्र येतात आणि जेणेकरून काय होतं ना, की जसं-जशी मदत लागते तसतशी सगळे मदत करतात. मग त्यावेळेस काय होतं, संभाषण होतं एक दुसऱ्यांसोबत. का काय म्हणतात ना, की एक दुसऱ्यांशी चर्चा होते, की काय केलं पाहिजे? काय नाही केलं पाहिजे? कुठल्या पद्धतीने काम सोपं होईल? किंवा कशा प्रकारची मदत आपण करू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा आपण एकत्र होतो, तेव्हा काय आहे जवळीक वाढते. त्याच्यानंतर बरंच काय होतात ना, की परिसरामध्ये बऱ्याचवेळा काय होतं, की काही ना काही खेळ खेळल्या जातात. क्रिकेट आहे, काही अशा गोष्टी आहे. मग तर आवर्जून त्याच्यासोबत ते खेळणे किंवा मग बऱ्याचवेळा असं होतं, की चर्चा करत उभंच असतात. तर त्या चर्चेमध्ये सामील होणे. अशा पद्धतीनं आपण सामील झाल्यावर सगळ्यांसोबत आपलं काय मेलजुळाव वाढतो थोडासा.
हं, हं, हं, हं. बरोबर. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर, हं, हं. अच्छा. अरे वाह! हं, हं, हं, हं. अगदी बरोबर बोललास, की ह्या गोष्टी वाढतात आणि त्याच्यामुळं ते ते सर्व गोष्टी चांगल्या होतात. तर मग असा कोणी नवीन व्यक्ती आला तुमच्या कॉलनीमध्ये किंवा आपल्या बाजूला एकमेक परिसरामध्ये. तर त्या व्यक्तीला कसं सामावून घेता बरं तुम्ही? म्हणजे कधी-कधी त्याला वाटतं, की आपण एकटे म्हणून त्याला जास्त पण त्याला सामावून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये त्याचा विश्वास आपल्यावर वाढवायचा आणि आपला विश्वास त्याच्यावरती वाढवायचा. ते कसं करू शकतो?
जेव्हा नवीन व्यक्ती एखादा येतो ना, तर मग जेव्हा नवीन व्यक्ति तो, तर आपल्याला ते कळूनच चुकतं. आपल्याकडे काय "अतिथी देवो भवं" अशी संस्कृती आहे. तेव्हा आपल्याला आपले दिवस आठवतात, की आपण जेव्हा नवीन आलो होतो तर आपल्याला कसा त्रास झाला होता किंवा मग आपल्याला कशी शेजारच्यांनी मदत केली होती. तर एक आवर्जून आपण जे, की कुतूहलपोटी त्या नवीन जे व्यक्ती आहेत, त्यांना विचारपूस करण्यासाठी जातो. की बाबा अ, तुम्ही आज शिफ्टिंग करताय, तुम्ही आज नवीन राहायला येत आहे की तुम्हाला काही मदत हवी आहे का? प्यायला पाणी हवं आहे का? मग चहा, पाणी नेऊन देणं किंवा होऊ शकेल तर मग काही जेवणासाठी त्यांना विचारणं, की बाबा ठीक आहे. आता तुमचं आजचंच आहे तुम्ही एवढी शिफ्टिंगमध्ये थकले असाल. तर मग तुम्ही आमच्याकडे जेवायला येऊ शकता किंवा मग नसल येणं होत तर आम्ही तुम्हाला आणून देतो. की जेणेकरून काय होतं मग, अशा छोट्या-छोट्या गोष्टींना सुरुवात होते. आणि मग परत असं विचारलं जातं, बाबा काही मदत हवी तर सांगा, की सामान लावण्यामध्ये मदत हवी. मग जे नवीन व्यक्ती येते त्याला भरपूर गोष्टींचं हे असतं. इलेक्ट्रिशियन पाहिजे असतो, प्लंबर पाहिजे असतो, पाण्याची आवश्यकता असते. तर अशा छोट्या-मोठ्या मदतीत हां छोट्या-मोठ्या मदतीत केल्याने काय होतं ना, त्यांनाही थोडंसं आपुलकी वाटते, की बाबा बघा शेजारी चांगली आहे, मदतीला धावून आले असं होऊन जात ते. तर मग अशा पद्धतीने त्यांना समावेश करून घेतो आपण आपल्यामध्ये.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. हो, हो. अच्छा! डिश पाहिजे ना. <chuckles> हं, हं, हं. ते. अरे वाह! खूप छान. मग असा काही प्रसंग घडलाय का? एखाद्याच्या घरी दुःखाचा प्रसंग घडला किंवा त्याला खूप एमर्जन्सी होतं. आणि तुमच्या परिसरातील प्रत्येकाने त्याला मदत केली आणि त्याचा तुमच्यावरती खूप विश्वास वाढला. किंवा तू जाऊन मदत केली. असा काही प्रसंग? चांगले आणि वाईट असे 2 प्रसंग सांग.
आ आहेत चांगले प्रसंग तर काय आहे शक्यतो माणूस विसरतो, पण जे दुःखाच्या वेळेस जो माणूस कामी येतो ना तो प्रसंग नेहमीच लक्षात असतो, की आमच्या कॉलनीतही झाले असे, की दुःखद प्रसंग की रात्री बेरात्री काय होतात ना, की येतात बोलवायला, की बाबा असं झालं. घाबरलेले असतात घरातले व्यक्ती. काय करावं काय नाही सुचत नाही. मग असे रात्री बेरात्री कधी मग कोणी आलं, की मग त्यांना कसं आहे, की त्यावेळेस थोडं सांभाळून घ्यावं लागतं. अशीच एक घटना झाली होती. आमच्याच अ, कॉलनीतले होते, की तर आता चांगले मित्र आहेत ते मुलं माझे. आम्ही नवीन-नवीनच त्यावेळेस राहायला आलेलो होतो इथं आणि त्यांच्या आईचं थोडंसं प्रॉब्लेम झाला होता. त्यांना
हं. बरोबर. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. अच्छा. काय झालं होत नेमकं?
त्यांच्या आई चक्कर येऊन पडल्या होत्या घरामध्ये.
अरे! अरे रे! हां. मग?
हां, तर मग ते एकदम घाबरून गेले आणि मग ते थोडंसं रात्री थोडंसं आरडाओरड झाला आणि मग ते अ, मदतीसाठी आले की बाबा असं-असं घडलंय म्हणून. त्यावेळेस काय होतं, की अ
हं.
आम्ही राहायला आलेलो नवीन-नवीन आणि मोठी कार होती आमच्याकडे, मग त्यांना असं वाटलं की बाबा आता रिक्षा-विक्क्षा पाहण्यापेक्षा की गाडी आहेत, आपण एकदा विचारून बघू, की मदत करता की नाही मदत करत. मग त्यांनी येऊन सांगितलं की बाबा असं, असं झालं. तर त्यांनी विचारायच्या अगोदरच काय झालं, की माझ्या वडिलांनी लगेच म्हणजे ते ज्या अवस्थेत होते नाईट पॅन्ट आणि ते बनी नाईट पॅन्ट आणि बनियनवर होते लगेच गाडीची चाबी काढली, कुठलाही विचार न करता गाडी चाबी काढली आणि लगेच त्यांना गाडीत बसून ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणि पाहिजेत
हं, हं. अच्छा, अच्छा. हं. हं, हं. अरे वाह!
हां, डॉक्टरांशी बोलून थोडंसं ओळखी, ओळखी-पाळखीच्या विचारपूस करून, त्यांना मग तिथं हॉस्पिटलाइज केलं आणि रात्रभर त्यांच्यासोबत थांबले, मग त्याच्यानंतर त्यांचा विश्वास फार वाढला गेला. आणि कॉलनीत मग काय चर्चा होतीच, कोण चांगलं, कोण वाईट, ते कुठली बातमी वाऱ्यासारखी पसरते, मग त्याच्यानंतर कॉलनीतल्या बऱ्याच लोकांपासून आम्हाला चांगला रिस्पॉन्स यायला लागला. आम्ही त्यांच्यामध्ये शामिल व्हायला लागलो. मग अशा पद्धतीनं आम्ही स्वतः सामील झालो नाही तर त्यांनाही सामील करून घेतला अशातला भाग झाला.
खूप छान! हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो, बरोबर आहे, बरोबर. अरे वाह! हं, हं. अरे वाह! म्हणजे खूप छान म्हणजे, अशा प्रकारे तुमचं एकमेकावरती परिसरातील लोकांचा विश्वास वाढला. तर अलीकडे आपण पाहतो की अ, भरपूर गोष्टी आहेत अ, WhatsApp, Facebook. पेज आणि लोकल मेसेंजर, हे जे एप्लिकेशन आपण वापरतो ना त्याच्यामुळे ही अ, लोक एकमेकांवरती विश्वास बांधण्यासाठी असर पडतो त्यांचा म्हणजे ते त्याच्याद्वारेही आम्ही पाहतो की कॉलनीच एक Facebook ग्रुप असतो किंवा WhatsApp ग्रुप असतो. तर अशा वेळेस तुम्ही कशा प्रकारे एकमेकाला संपर्क करता किंवा कॉलनीतील विश्वासाच्याद्वारे एकमेकांच्यात कॉलनीतील गरजा अ, किंवा परिसरातील गरजा अ, जाणून त्या सॉल्व करतात.
अ, नक्कीच कॉलनीमध्ये काय होतं ना, त्या कॉलनीचे WhatsApp ग्रुप आहेत, की ज्याच्यामध्ये काय आहे की सगळे मोठे व्यक्ती 1-1 प्रत्येक घराचा 1-1 नंबर त्याच्यामध्ये एड केलेला आहे, की ज्या ज्याच्यामध्ये काय होतं ना, की नेमकंच काही समस्या असल्यात. नेमकी काही एमर्जन्सी असली किंवा काही घटना घडली किंवा काही इन्व्हिटेशन असलं. ते त्याच्यामध्ये टाकल्या जातं. पहिली गोष्ट आणि मग आमचे अ, जे आमच्या वया वयातले की त्यांचा मग कॉलनीतला ग्रुप आहे. की त्याच्यामध्ये असे मग हलके-फुलके मॅसेज. हाय, हॅलो आले ते टाकल्यास संपर्क केला जातात. पण बऱ्याच वेळा काय होतं ना कॉलनीमध्ये ज्या काही समस्या असल्यात, की त्यावेळेस सगळेजण एकत्र जमतात आणि मग ती मीटिंग ठरवतात. त्याच्यानंतर बऱ्याचवेळा काय होतं की कोणाची आर्थिक परिस्थिती असते की ज्याला, नीड असती मेडिकल एमर्जन्सीसाठी, कशासाठी. त्यावेळेस काय होतं ना की सगळेजण मिळून काय ज ज्याला जशी होईल, तशी ती फायनान्शियली, थोडीशी आर्थिक मदत करतात की अशी काही घटना घडली, कॉलनीत तर.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
खूप छान! म्हणजे असं जर आम्ही केलं तर नेमकं अ, आमचा विश्वास नक्की वाढणे एकमेकांवरती आणि तुम्ही पण तसं करतात. तर मग, जर कुणाचा विश्वास भंग झाला तुमच्या इथं. तर त्याची कशी पुन्हा काय दुरुस्ती करता किंवा पुनर्निर्माण करता विश्वास वाढण्यासाठी? आणि काय-काय पावलं उचलत बरं त्यासाठी?
अ, विश्वास भंग झाला तर, सगळ्यात पहिली तर गोष्ट अशी आहे की कशामुळे विश्वास भंग झाला? काय झालं? अगर त्या व्यक्तीगत चर्चाच नाही केली. सांगितलंच नाही तर, कळणार नाही पहिली गोष्ट. तर जेव्हा तो व्यक्ती समोर येऊन विचारतो, "की बाबा असं काही झालं? की विश्वास भंग झाला." मग त्यावेळेस सगळेजण जे आहेत, जे कमिटी मेंबर्स आहेत सगळेजणं बसून विचारपूस करतात, "काय झालं? काय नाही झालं." आणि शक्यतो काय आहे ना, की महिन्यातून एक मीटिंग असते, की सगळेजण त्यादिवशी तिथं जमतात आणि काय जे असेल डिस्कशन, काही प्रॉब्लेम असतील की शेजारी पाजारचे काही प्रॉब्लेम असतील. काही ऐकत नाही कोणी-कोणच. मग तिथं सांगितल्या जातात. दोघांना बसवल्या जातात. दोघांच्या बाजू मांडल्या जातात. मग अशा पद्धतीनं एक काय गावात जसं पंचायत चालते. त्या पद्धतीनं आमच्या कॉलनीमध्ये हे सगळं चालतं. मला असं काही सांगायला काही हरकत नाही. एक छोटी पंचायत आहे आमच्या कॉलनीमध्ये.
हां, हां. बरोबर आहे. हं, हं. हं, हं. हो, हो. हां, हां. बरोबर. हं. अगदी, अगदी. <chuckles> हं, हं. हां. मग तिथं म्हणजे तुम्ही जर समस्या घेऊन गेला, माझ्या नळाच्या समस्या आहे किंवा लाईटच्या समस्या आहे, तर अ, कशा प्रकारे अ, त्या सॉल्व्ह करायच्यात? काय आहे नेमकं?
त्याच्यानंतर काय होतं ना, की मग ते सॉल्व्ह करायचं तर, मग आमच्याकडे असा एक नियम आहे, की मग अशा कुठल्याही समस्या असतील तर मग त्यावेळेस जे नगरसेवकाचं जे ऑफिस आहे, त्या ऑफिसवर घरातील प्रत्येक व्यक्ती जो आहे तो मोर्चा घेऊन गेल्यासारखा तिथं जातो. आणि मग काही 4-5 लोकं कॉलनीतल्या शांततेत जाऊन तिथं बोलतात, की जेणेकरून काय सगळ्यांची नजर जाते, की बाबा काहीतरी नगरसेवकाकडून चुकलं, की एवढी मोठी गर्दी तिथं आलेली आहे. मग त्याच्याकडून वेळ घेतला जातो आणि त्याच्याकडून तो वेळ नाही घेतला गेला किंवा नाही काम झालं, तर मग त्याच्यानंतर जे आहे ते मग अ, जे आमदार ऑफिस आहे मग तिथं जाऊन मग तिथं त्यांना सांगण्यात येतं, की बाबा हा तुमचा जो नगरसेवक आहे तो असं करतोय, काम होत नाही. मग त्या अशाप्रकारे काही ना काही केल्या जातात किंवा मग गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जायचं असेल तर, सगळेजण एकजुटून जातात ज्यांना काय होतं ना, की थोडंसं प्रेशराइजही होतं आणि समोरच्याला काय होतं ना, तो थोडा शांतही राहतो अशातला जो भाग आहे.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. बरोबर आहे. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी अगदी बरोबर बोललास. आणि खूप छान बोललास तू, की आपल्या परिसरात एकमेकांवर विश्वास कसा वाढवता येईल याच्यासाठी. आणि खूप छान आनंद वाटला ह्या सर्व गोष्टी ऐकून. तुझे अगदी मनापासून खूप-खूप धन्यवाद.
मला तुमच्याशी बोलून फार छान वाटलं. नक्की पुन्हा बोलायला आवडेल. मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया.